आणि नक्कीच म्हणजे म्हणतात ना दोघांमधले अ, फरक आपण हे नाही करू शकत. आता कसं कुटुंब आपण अ, म्हणतात ना जन्मजात आपल्या सोबत असतं. ती आपली चॉईस नसते. पण मित्र हे आपले कायम एक चॉईस असते की आपल्याला कोणता मित्र हवा हां.
एकत्रच, हो. आपण निवडू शकतो कोणासोबत आपण राहावं आणि कोणासोबत नाही. असं. हं.
हो, ते आपण निवडू शकतो आणि कायम म्हणतात ना आपली निवड शक्यतो कधी-कधी चुकतच नाही. जास्त प्रमाणावर.
हं. हो. हो. म्हणजे चुकूही शकते पण तरी म्हणजे आपल्या हातात तो निर्णय असतो की आपण एखाद्या व्यक्तीसोबत पुढे राहावं, नाही रहावं, हे हे तर आपल्याच ह्याच्यामध्ये असतं. तर ह्याचबद्दल तुम्ही अ, काय सांगाल की तुमचं एक अ, एका वाक्यात जर तुम्हाला सा सांगायचं झालं की मित्रांचा आधार आणि कुटुंबाचा आधार यामध्ये काय फरक आहे, तर तुम्ही एका वाक्यात कसं सांगाल हे?
हो, हो. अ, मित्रांचा आधार म्हटलं तर एका वाक्यात असं की प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबती.
अगदी. हो. हं.
अडी-अडचणीत आपल्यासोबत येऊन मात करणारा. आणि कुटुंब म्हटलं की अ, आपल्याला सोबत देतात अन् सोबत टेन्शन सुद्धा देतात कधी-कधी. तर त्या गोष्टी असतात कुटुंबासोबत. हां, कुटुंब आपल्याकडं म्हणतात ना एक आस लावून असतं की हां, हा आपल्याला काही ना काही म्हणतात ना पुढे नेईल, हे करेल, नाव रोशन करेल, मित्र असं असतं की काही आस नाही. "अरे कसा बी आहे. माझा मित्र आहे. बस संपला विषय."
हो. हो. हो, हो. दे जे असतंच. हं. हो. हो. काही ना काहीतरी हे करेल. हो, हो. हं. हां, जसंही असो. चांगला असो, वाईट असो, प्रॉब्लेममध्ये असो, चां क त्याचं चांगलं होत असे कसंही असतो, पण ते आपल्या सोबत.
हो, मित्र मित्र असतो तो

अगदी.
तर त्या गोष्टी आपल्या म्हणतात ना आयुष्यात होत राहतात आणि बघा ना मित्र आपलं आयुष्य रंगीत करतात म्हणजे रंग भरतात जे आपलं कोरडं आयुष्य आहे. पण कुटुंब त्याला आधार देतं म्हणजे आपल्या कुटुंबाने आपलं जे चित्र रेखित केलेलं आहे. त्या जीवनात आनंद भरण्याचं काम तो मित्र करत असतो.
हो. हो. अगदी, तर आत हां, तर आता आता जसं तुम्ही ह्या सगळ्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सांगितल्या तसंच असं एका अ, एका अ, नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं, तशी एक अ, दुसरी बाजू ही आहे की कधी-कधी असेही मित्र आपल्या जीवनात आपल्याला अ, भेटू शकतात की जे तुमचा फक्त फायदा उचलण्यासाठी येतात किंवा हे असतात. तर कदाचित तुमच्या जीवनात असा अ, अनुभव नसेल झाला पण अ, असं जर अ, असं होत असेल तर म्हणजे कसं माणसाने त्याच्या त्या व्य त्याच्याबाबतीत डील सांभाळावं त्याला? हं.
तो आपल्याला जगणं शिकवतो. हां, हां, हां, हां, हां, हां. हां, हां. अ, बघा कसं म्हणायला गेलं ना तसं प्रत्येक माणूस आपापला फायदा शोधत शोधतच असतो काही ना काही गोष्टींमध्ये आहे ना. म्हणजे आपण जरी मित्र बनवतोय आपल्याला असं वाटतं की हा आपण ह्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलू शकतो, याला सांगू शकतो. हा ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग आपण पण ती आस लावलीच आहे ना फायद्याची. आणि तसं म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की आपला कोणी फायदा घेतं तर चांगलंच आहे ना. असंही आपण काय कामाची आहे <laughs> ठीक आहे. म्हणजे आपण कुणाच्या कामी येतोय. मला असंच वाटतं की कामाला येणं हे चांगलीच गोष्ट आहे. बाकी त्याचा फायदा होतोय आपल्यामुळे ते उलट उत्कृष्ट गोष्ट आहे की आपण त्याच्या कामी आलो. आहे ना तर आपण वाईट नाही म्हणलं पाहिजे तो त्याच ह्याचा होता तो फक्त फायदा करून निघून गेला आहे ना. म्हणजे झाड आहे आणि झाड एखादं फळ देतोय तर तो आ अ, विचार नाही करत, की मी ह्याला का देऊ. हा माझा फक्त फायदा बघतोय आणि दगड मारून निघून जातोय. तो सगळ्यांना छाया तशीच देतो, माया तशीच देतो. तर आपण कधी-कधी विचार तसे ठेवावे आणि कसं आहे की शेवटचं म्हणायचं गेलं तर मित्र आणि परिवार, कुटुंब दोघंही गरजेचं आहे. कारण आधार हसण्यातही असतो आणि हळव्यातही. त्यामुळं अ, दोन्ही गोष्टी आपल्याला तेवढेच गरजेचे आहे. हं, हं.
हो. हो. हो. <laughs> <chuckles> हां. विचार नाही करत, की हां, हो, हो. हो, हो. हो, अगदी, अगदी. हो. खूप-खूप छान. हां, लाईन वापरली तुम्ही. तुम्ही तुमचं म्हणजे खूप अ, खूप तुमची पॉझिटिव्ह आणि एक अशी अ, चांगली विचारसरणी आहे आणि अ, हे <chuckles> तुमच्याशी हा संवाद साधून खूपच खूपच चांगलं वाटलं. बऱ्याच अ, बऱ्याच तुम्ही मला अशा गोष्टी सांगितल्यात आणि समजवल्यात ज्या अ, यापुढेही कामाला येतील किंवा हे असतील आणि खूप काही शिकायला मिळालं तुमच्या ह्या 2 संवादावरून. धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा भेटू. थँक यू.
हो, हो. मला सुद्धा छान वाटलं हं. हो, हो. धन्यवाद. भेटूया पुन्हा. <chuckles>

अ, बघा मला असं वाटतं ना, की ज्याला मित्र आपला व्हायच आहे ना, तो ऑटोमॅटिक होतो म्हणजे असं नाही आहे. आता माझी एक स्टोरी सांगतो, की मी जेव्हा शा नवीन कॉलेजला गेलो होतो, हं.
हं, हं. हां.
तर अ, त्यावेळेस जो मित्र आहे माझा तो अ, म्हणजे आम्ही अचानक फर्स्ट बेंचवर आम्ही बसलो होतो दोघं जणं कारण की मागचे बेंच सगळे फुल झालते उशिरा गेलतो अन् तो अचानक असा मित्र झाला, की एकदम म्हणतात ना, आम्ही क्लोज. त्याचे पप्पा सरपंच आणि तो लांबनं यायचा गावातनं कुठनं शहरामध्ये नाही का रोज कार घेऊन त्याची. म्हणजे असं मित्र व्हायचं तर ऑटोमॅटिक होऊन जातो असं काही नाही असे वाइब मॅच होतात आपल्या ऑटो म्हणतात ना, आपोआप. म्हणजे बाहेर देशात पण गेलो आणि ते म्हणतात ना, एक वाइब मॅच होऊन जातो आपला त्याच्यासोबत अन् तो जेव्हा मॅच होतो ना
बरोबर. हो, हो. हो, हो, हं. बरोबर, हां, हं, हं. अचानक, हो, हं, हं. हं, हं, हां, म्हणजे एखाद दोन आपल्या संवादामध्येच आपल्याला समजून जातं, की हा व्यक्ती विश्वासाचा आहे. आपण या व्यक्तीसोबत आपलं चांगलं होऊ शकतं.
हां, हां, हां, हां, हां. हो आणि म्हणतात ना, ते नवीन कुटुंब आहे आपलं मित्र. तर ते आपल्या आपल्या संग जोडले जाऊ शकतात असं नाही, की अ, आपण जबरदस्तीने कोणाला म्हटलं, "ए माझा मित्र बन चल-चल-चल-चल-चल मित्र बन रे माझा मित्र बन" नाही का? हां, तर ऑटोमॅटिक म्हणतात ना त्या गोष्टी अ, जुळून येतात आणि भरत जातं. जसं हळू-हळूचा संवाद मग रोजचं बोलणं आणि मग नंतर एकमेकांचे नंबर अ, म्हणतात ना, एक्सचेंज करणं आणि मग ती मैत्री घट्ट होत जाते.
हं. हं, हं. हां, असं हां, असं तर नाही होत. हो, हो, हो, हो. हां. घेणं हो, हो, हो, म्हणजे हो, तुमचा पुढचा पूर्ण वेळच तसा एकत्र जातो, की तुम्ही एकमेकांना मदत करता, भलेही मग ते तुमच्या अ, तुमच्या शा शाळेय जीवनातली किंवा कॉलेजच्या जीवनातली असेल तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त असू शकते किंवा कशाची असू शकते मग ती मैत्री तुमची वाढतच जाते त्याच्यात.
हो, म्हणजे बघा ना, दोघांमधला फरक असा, की आपण कधीच त्यांना म्हणतात ना त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीवर कंपेअर करू शकत नाही. म्हणजे कसं आहे कुटुंबाशिवाय आपण आहे ना अपूर्ण राहतो. हं, पण जे मित्र नसतील ना तर आपलं जगणं कंटाळवान असतं.
हो, हं. हो.
की म्हणतात जसं जगतंय म्हणून जगतोय. त्याला जगण्याला काहीच अर्थ नाही आणि कसं मित्र असतात आपले ते जीवनात हसू आणतात म्हणजे दुःख असलं तरी आपला मजाक उडवणार काहीतरी करणार अन् ते हसू आणणार. मग कुटुंब आपल्याशी कायम आशाच लावून ठेवणार.
हो. हो. हं, हं, अगदी.